बराच वेळा आहे ना, असं होतं की तुमच्या घरी किंवा तुमच्या कामाबरोबर जे सहकर्मचारी असतात त्यांना फीडबॅक द्यायला लागतो. आणि कधी कधी-कधी तो वाईटही असतो, कधी-कधी चांगला, कधी-कधी दोन्हीही प्रकारचा अ, मग अशावेळी तुम्ही फीडबॅक देताना काही अंदाज वापरता की काय बघता, समोरच्याला सांगताना.
हो, हो. हं. एक साधा नियम आहे.
हं.
अ, थोडा इंग्लिशमध्ये सांगतो आणि मग मराठीत सांगतो.
बरं, बरं.
प्रेज इन पब्लिक आणि क्रिटिसाइज इन प्रायव्हेट. म्हणजे हां म्हणजे तुम्ही अ, सगळ्या टीमसमोर इतरांच्या समोर फार छान केलं, अ, असंच करत राहा. अशी जी काही स्तुती करायची, ती सगळ्यांच्या समोर करायची.
वाह, वाह! किती सुंदर. हं.
कारण मग ते अ, अ, रिवॉर्ड आणि रिकॉग्निशन जे असतं ना त्यातला रिकॉग्निशनचा भाग असा.
नाही पण खरंच, अ, मला वाटत ना, पहिल्याच वेळी तुम्ही असं म्हणतात ना, पहिल्याच बॉलला सिक्सर मारलात अगदीच, की अ, खरंच जर सगळ्यांनी तसं केलं ना, तर बरेचसे प्रश्न सुटतील. कारण पहिला मुद्दाच तो असतो, फीडबॅक घेणाऱ्यांचा. की मला असं कसं बोललात सगळ्यांसमोर, काय सांगाल अशावेळी?
नाही सगळ्यांसमोर तर नाहीच म्हणजे, अ, ते चुकीचंच आहे. अ, अ, कारण हे गप बघा पहिली गोष्ट अशी, की माझ्या टीममधले जे लोक आहे, त्यांचा परफॉर्मन्स जर कमी झाला. तर सगळ्यात मोठी चूक माझी आहे.
हं. बरोबर.
एक तर मी इंटरव्ह्यू नीट घेतले नाहीत. मी लोक चांगले घेतले नाहीत. तर आम्ही समजा नव्याने तिथे आलो आहे. तर हे लोक डिस्कंटिन्यू करायला पाहिजे, हे मी ठामपणे वरती सांगितलं नाही. एकदा ती टीम माझी झाली म्हणजे मग त्यांच्याशी म्हणजे ते लग्न झाल्यासारखच आहे. <chuckles> की यश पार्टनरशिप आहे ती.
हं. बरोबर. हं. हं, हं. बरोबर. तेच ते सुद्धा एक रिलेशनशिपचं आहे ना शेवटी आणि तसेच निकष आहेत.
हो, हो. त्यामुळे अ अ, एक फार महत्वाचा भाग असा, की अ, त्यातूनही ना थोडासा फीडबॅक या शब्दाचा अर्थ जो ए एकट्याला दिला जातो तो फीडबॅक. अ, जनरली छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा ॲप्रिसिएशन करावं बऱ्याच जा दा सोशली.
हं. हम्म.
आणि हं.
पण मग मला सांगा, की नक्की जेव्हा आता अ, असं मी तुम्हाला विचारते, की कोणीही व्यक्ती आहे आणि तुम्ही त्याला काहीतरी फीडबॅक देत आहे. तर सुरुवात कशी करता? नक्की मुद्दा कसा मांडता आणि शेवट कसा करता?
अ, एक पहिला भाग असा आहे की अ, फीडबॅक देताना अ, एरवी नाही. एरवी सहजपणे कॅन्टीनमध्ये शेजारी बसून म्हणजे. माझी पोस्ट, मी सीनियर आहे, असं दाखवू नये. मैत्रीपूर्ण वागावं बरोबरीने. पण फीडबॅक ही एक फॉर्मल गोष्ट आहे, फॉर्मल कम्युनिकेशन आहे. त्यामुळे त्यावेळेला आपल्या कॅबिनमध्ये बोलवावं, त्याला वेळ घ्यायला सांगावी.
हं. हं, हं. अगदी. हं.
अ, पहिल्यांदा हसून स्वागत करावं, थोडंसं विचारावं. "अरे काय तुझी बायको काय म्हणतेय तू मागे म्हणाला होतास की ती. असं-असं करतेय. मुलगा काय म्हणतोय?"
हां. थोडी औपचारिक सुरुवात करावी.
थोडं कम्फर्टेबल करावं. आणि मग बोलून अनकम्फर्टेबल करावं. <chuckles> म्हणजे त्याला डायरेक्ट म्हणावं. "हां, तू मागच्या वर्षीच्या तुझ्या अ, अ, परफॉर्मन्सनंतर. सांगितलं होतस की पुढच्या वर्षी मी हे करेन. आणि माझं काम पुढच्या वर्षी दुप्पट होईल."
हं, हं. हं. वाह! किती छान. <laughs> नक्कीच. चांगला, चांगला पर्याय आहे. हं. हं.
तर ते दुप्पट तर काय झालेलं दिसत नाहीये हे 180%च आहे. दोनशे टक्के झालेलं नाहीये.
हो, हो, हो. म्हणजे अपेक्षा पूर्ण नाही झालेल्या आहेत.
आणि दुसरा भाग असा की मी असं म्हणत नाहीये की 200 करणं सोप्प होतं. प्रश्न असा आहे की तू हे मला कमिट केलंस. असंच माझ्या टीममधल्या 5 जणांनी केलं. तसं मी वरती कमिट केलंय.
हं. बरोबर.
आता तू न केल्यामुळं, तिथे मला तोंड द्यायला लागते की ह्याचं का नाहीये ते.
हम्म.
मग मला तुझ्यावतीने ते तिथे भांडायचंय. तर मला काय देतोयेस तू? हे बघ 2 मी नेहमी सांगतो. एक काम करायचं, दुसरं मी काम केलंय याचा पुरावा
हं.
किंवा हे दिसेल, अशा गोष्टी करायच्या आणि तिसरी गोष्ट
हं. वाह! वाह! किती सुंदर!
हां. टू अप मॅनेजर असतो ना जो
हं, हं.
त्या टूअप मॅनेजरकडे सिद्ध करेल करता येईल असं डॉक्युमेंटेशन किंवा प्रूफ हे आपल्या मॅनेजरला द्यायचं. या तिन्ही गोष्टी केल्या, तरच तुमची बढती होती किंवा सॅलरी किंवा बोनस वाढतो, मिळतो.
हं. पण अ, मला सांगा. कधी-कधी ना, तो जो व्यक्ती असतो ना, जो तुमचा कर्मचारी आहे किंवा टीम मेंबर आहे. कधी-कधी अ, बऱ्याच लोकांचं असं होतं की की ते खूपच अळीशी असतात आणि म्हणजे त्यांना खूप लोकं मदत करतात आणि म्हणून त्यांचा परफॉर्मन्स दिसतो. आणि काही-काही लोकं खूप मेहनती असतात, पण दुसऱ्यांनी म्हणतात ना, त्यांना कधी अप्रूव्हल द्यायला वेळ लावलाय किंवा त्यांना मदत नाही केली आहे, म्हणून मग त्यांचं काम दिसत नाही. अशावेळी काय करता तुम्ही?
हो. हो. हं. अ, हा प्रश्न तुम्हाला थोडासा, ह्याचं उत्तर अनैतिक वाटू शकेल. नैतिक आणि अनैतिक. पण माझ्या दृष्टीने काय माहितीये का? की कोणी रडतो, हसतो, अ, शिव्या देतो, गोड बोलतो, काय करतो माहित नाही. पण इतरांची मदत घेतो आणि काम करून घेतो ना.
हं. हं. हां, म्हणजे काम शेवटी रिझल्ट काय आहे?
आता काही-काही जरा दिसायला चांगल्या आणि काही मुली असतात त्या. "हे प्लीज कर ना." असं म्हणून त्या इतरांकडनं काम करून घेतात. ॲज अ मॅनेजर अशी मुलगी ती अ, ती स्वतः करते की नाही प्रश्न नाही ना, ती करून घेते ना. <sneezes>
हं. <laughs> घेतात. हं.
कंपनीच्या वतीने काय आहे? की इतके तासाचं काम झालं पाहिजे.
बरोबर.
हां, हां. आता ते अगदी एखादा मुलगा अ, गुंड आहे आणि तो चाकू दाखवूनचं करतोय किंवा एखादी मुलगी जरा वागण्यामध्ये अती काहीतरी करतीय.
हां, म्हणजे काय म्हणतात कि त्यांचा सहभाग असला पाहिजे. असं जोर जबरदस्ती नसली पाहिजे ते म्हणजे,
तर, हां. <exhales> हं. तर;
त्याचे निकष पण पाळले गेले पाहिजेत. अगदी, अगदी.
जोपर्यंत एचआरची तक्रार होत नाही आणि एचआर नियम कुठला कायदा मोडत नाही तोपर्यंत लोक कशा प्रकाराने करतात म्हणजे एखादा रात्री जागून करतो, एखादा पहाटे उठून करतो. अ, एखाद्या घरून करतो, एखादा ऑफिसमध्ये बसून करतो. इट शुल्ड नॉट मॅटर टू मी.
हां, हां. हं. हं. बरोबर, बरोबर. आणि मला वाटत ना शेवटी जे काम म म्हणतात ना कि दिलेलं आहे आणि ते तुम्ही करूनचं देताय आणि बऱ्याच वेळेला बरीच अ, मंडळी मदत घेतात.
जोपर्यंत अ, बऱ्याच वेळा ना कसं असतं की टीम असते ब 10 जणांची तर अपेक्षाच अशी असते की प्रत्येकाला प्रत्येक काम येईलच असं नाही.
बरोबर. हं.
आणि येणं अपेक्षितच नाहीये. मी नेहमी क्रिकेटच उदाहरण देतो.
हं. टीमवर्क आहे.
की फास्ट बॉलर आहेत हां, फास्ट बॉलरला विकेट कीपिंग कुठे येत?
बरोबर.
हां, विकेट कीपरला बॅटिंग येईल. पण त्याला बॉलिंग कुठे येते किंवा त्याला थर्ड मन वरनं लांबून अचूक थ्रो कुठं करता येतो. त्याला घेऊन ते स्टंपिंग करता येतं.
हं.
पण काय आहे टीममध्ये कोणाला तरी फास्ट बॉलिंग आलं पाहिजे, कोणाला तरी विकेट कीपिंग आलं पाहिजे.
हो. कोणालातरी बॅटिंग आलीच पाहिजे.
हे जे आहे ना. तर उलट म्हणेन मी एखाद्याला जर 3 गोष्टी येतात आणि तो कोणाशीच बोलत नाही तर त्याला मी माझ्या टीममध्ये घेणार नाही. कारण एक दिवस तो आजारी पडला तर तिन्ही कामं ठप्प पडतील.
हं. हं. हो. बरोबर. वाह! वाह! मौलाचा अगदी तुम्ही इथे मुद्दा मांडलाय.
या याउलट अ, याउलट, याउलट माझ्या टीममध्ये 10 जण एकमेकांशी सहकार्य करून, करतात.
हं.
आणि त्यांचं स्किल थोडंसं कमी असेल. तरी चालेल. पण ते एकमेकांना सहकार्य करतात. ह, अ, आमच्या अ, या एचआरच्या अ, परिभाषेत एक गोष्ट अजून एक नियम आहे तो सांगतो.
हं. काय सांगाल मग? नियमाबद्दल काय सांगाल?
हायर ऑर ॲटिट्यूड. आणि ट्रेन फॉर स्किल्स.
हं. अच्छा!
म्हणजे फीडबॅक देताना सुद्धा कसं असतं की "अरे तुझा ॲटिट्यूडच चुकीचा आहे. तू स्वतःला अतिशहाणा समजतोस तू." कोणाशी अ, सगळं आपल्या छातीपाशी असं ते पत्ते अं, हे करतात ना कोणाला दाखवायचे नाहीत.
हं, हं, हं. हं, हं, हं.
तर तसं काम करणारा माणूस कितीही आइन्स्टाइन असला, तरी माझ्या टीममध्ये काही उपयोगाचं नाही.
हम्म. बरोबर. थोडी देवाण-घेवाण झालीच पाहिजे नाही का, विचारांची?
हे एक आणि ॲटिट्यूड चांगलं पाहिजे. एखादी गोष्ट येत नसेल तर शिकवता येते.
हं.
पण ॲटिट्यूड शिकवता येत नाही.
वाह, वाह! मोलाचं बोललात अगदी. कारण हां, अशा ह्याच्यावरच मला एक प्रश्न पडलाय तुम्ही जसं म्हणालात, की ॲटिट्यूड आणि काही, काही लोकांचा ना स्वभावात थोडासा तिरका असतो. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की कदाचित त्यांना एखादी गोष्ट येत असते आणि त्याचा गर्व होतो. आणि मग अ, मला सांगा फीडबॅक थोडा चांगला किंवा वाईट अशा लोकांचं म्हणजे काम बघा 92% बरोबर आहे. आणि तुम्ही एखादा मुद्दा असं त्यांना सांगितलात, की "अरे कुणीतरी तुझ्याकडे थोडीशी मदत मागेय मागायला आलं होतं आणि तू काहीच मदत केली नाहीस." की जेव्हा म्हणजे "जर तुला पुढची पोझिशन हवी असेल, तर मदत करणं स्वाभाविक आहे आणि तेही जमलं पाहिजे ना, ऑफिसमध्ये." मग अशावेळी समोरचा माणूस ना काहीतरी वेगळंच रिॲक्ट करतो बघा. मग काय करता तुम्ही? अशी ती स्थि अ, तो प्रसंग कसा सांभाळून घेता?
तर ओके. अ, मी काही मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलंय. तिथे आम्हाला त्याचं ट्रेनिंगच असायचं.
हं. बरं.
की अप्रिझल कसं करायचं? फीडबॅक कसा द्यायचा? आणि अ, त्याच्यामध्ये ते अ, टाइप सांगायचे की अशा स्वभावाचे लोक असतात.
हां, हां.
एक असतात ज्याला बुल म्हणतात. म्हणजे तो अ, स्पेनमध्ये खेळ असतो ना. लाल कपडा दाखवला की तो असा अ-अंगावरच येतो.
हं. थोडं. हं. हम्म.
तर तसे लोक असतात. काय म्हणताय? 180% कोणाला जमलंय का दुसऱ्या कोणाला? हे काय? 200 तुम्ही मला अ, चाकू गळ्याला लावून मला ते कमिट करायला लावलं हं तुम्ही तुमच्या मॅनेजरशी काय बोलायचं तुमचा प्रश्न आहे. त्यात मला नका धरू. तुम्ही माझ्या दुप्पट पगार घेता. काय चाललंय हे? मी तक्रार करीन? अ, ए मग तोच प्रसंग हा माणूस असा तो अ, शिंगावरच घ्यायला बघतो.
अगदी. न हम्म. बरोबर. हो, हो. बरोबर.
तर अशा लोकांशी कसं वागायचं? हे ट्रेनिंग दिलं जातं. त्यांना फीडबॅक कसा द्यायचा? तर पहिली गोष्ट काय करायची त्यांना म्हणायचं की सिस्टममध्ये असे असे क्रायटेरिया आहेत. त्याच्यात हा तुझा रिझल्ट आहे. हा रिझल्ट तुला पटत नसेल. आपणच सांगायचं, तू एचआरकडे जायला मोकळा आहेस.
हं. बरोबर. हं. अरे वाह!
आणि तुला जर का हवं असेल, तर इंटरप्रिटेशन मी सांगतो नाहीतर तू हुशार आहेसच तुला माहितीच काय होणार आहे.
पण हा- हा चांगला मुद्दा आहे की सुरुवातीलाच तुम्ही त्यांना ते म्हणतात ना मुभा देताय. की जर नाहीच पटलं तर पुढेही तुला बरीच वाटचाल करायला काहीतरी आहे बाबा.
अहो, साधा नियम आहे. आपल्याला माहिती आहे ना जो आपण पाठ फिरवल्यावरती गोळी मारेल. त्याला आपणच आपल्या खिशातनं पिस्तूल काढून द्यायचं. त्याला म्हणायचं "तुला मारायचं असेल तर मार."
हं. <chuckles>
मी चाललो. हां! पण एक लक्षात ठेव हां. मी तुला पिस्तूल देणार आहे आणि तू कदाचित मला पाठीत गोळी मारशील हे मी वरती सांगून ठेवलेलं आहे.
हं. हं.
<chuckles> मग कसली हिम्मत होती त्याची?
हं. मग तू पकडला जाशील. तर ते, तेवढंही प्रसंगावधान ठेवलं पाहिजे. वाह, वाह! खरंच सुंदर. पण मला सांगा कि काही-काही व्यक्ती फारच अबोल असतात. आणि काम इतकं सुंदर करतात की त्यांना बघून असं वाटतं की खरंच थोडंस बोल, थोडसं असं बोलकं कसं करावं करता हो तुम्ही म्हणजे तो फीडबॅक कसा देता?
हां हे तर माझं काम आहे ना, म्हणजे माझ्या स्किलचा भाग आहे.
हं. बरोबर.
पहिल्यांदा काय करायला लागतं, की व्यक्तीला कम्फर्टेबल करायला लागतं. जे, त्याला किंवा तिला. विशेषतः हे, थोडंसं तरुण मुलींच्या बाबतीत होतं.
बरोबर. हं.
हं. एकतर त्या थोडं फॅसिनेशन मध्ये तरी जातात. किंवा मी किती हुशार आहे, मी किती सुंदर आहे, अशा त्या, इन्मॅच्युरिटी मध्ये असतात बऱ्याच वेळा.
हं. हं.
तर त्यावेळेस काय करायचं की त्यांना म्हणायचं. एक गोष्ट आपण 2 व्यक्ती म्हणून मित्र आहोत, कलीग्स आहोत.
हं.
ते या खोलीच्या बाहेर आत्ताचा पुढचा अर्धा तास आहे. हा तुझ्या कामाबद्दल आहे.
बरोबर.
आणि त्याच्यात फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत ते तुला मला सांगणं, हे माझं कर्तव्य आहे. तुला हे चालेल का? नाही, तर मग मी तो दुसरा मुद्दामून, एखादा दुसरा खडूस कोण मॅनेजर असेल ना. त्याला मी तुझं अ, अप्रेजल करायला सांगतो. मी, थोडंसं पहिल्यांदा घाबरवायचं. हं, की हं. तसं हवं असेल तर ते तिकडे जायला तयार. म्हणजे. हं.
हं. हं. <chuckles> वाह! वाह! वाह! वाह! खूप छान. पण मग मला सांगा, की तुम्ही फीडबॅक दिलात. तो व्यवस्थित, म्हणजे बोलणं झालं सगळं म्हणतात ना, की एक हंकी डोरी. छान डिस्कशन झालं. तुम्ही ही बाहेर पडलात, तो व्यक्ती ही बाहेर पडला. पण मग आता तुम्ही त्याला बऱ्याचश्या गोष्टी म्हणतात ना, जे तपशील देतात की काय-काय बदल करावेत. मग ते तो करतोय की नाही ते फॉलो अप करता का हो तुम्ही?
अहो कंपन्या या बाबतीत फार हुशार असतात. तुमच्याकडे अप्रेझल जे असतं ना मॅनेजर बरोबर, त्याच्या आधी त्या व्यक्तीनी मी किती काम कसं केलं? याचा एक डिटेल रिपोर्ट लिहून पाठवायचा असतो.
हं. हं. अगदी, अगदी.
हो तो रिपोर्ट जो पाठवतो, त्याच्यावर मी फक्त ॲग्री, नॉट ॲग्री आणि मी हे तुला रेटिंग का दिलं? याच्यावर डिस्कशन.
हम्म.
आणि त्याच्यात आधीचं असं आम्ही सांगतो, की टू अप मॅनेजरला ऑलरेडी हा रिपोर्ट पाठवला आहे. पण ह्याच्यावर तुझं काही म्हणणं असेल, एस्केलेशन करायचं असेल तुला, ह्याच्यावर मोठी तक्रार करायची असेल, तर बोल नाहीतर हे असं आहे.
हं. हम्म. वाह! वाह! खरंच.
म्हणजे काय? समोरच्याच्या हातातनं शस्त्र काढून घ्यायचं, फारसं ठेवायचं नाही. <chuckles>
<chuckles> असतं, असतं. खरंच तुम्ही किती सुंदर, सुंदर इकडे मुद्दे सांगितलेत आणि असं म्हणतात ना, की काही-काही वेळा आपण अ, म्हणजे हतबल होतो किंवा म बुचकुळ्यातं पडतो की आता नेमकं कसं काय केलं पाहिजे? खरंच मजा आली तुमच्याशी बोलताना फीडबॅक कसा द्यावा? इतर बरेचसे व्यक्ती असतात, व्यक्तिपरत्वे कसा द्यावा? तेही तुम्ही सांगितलतं. खूप मजा आली तुमच्याशी बोलताना तुमचे खूप खूप धन्यवाद.
थँक यू. मला पण मजा आली. भेटू आपण परत.